ओ, हो लोक तर करतातच पण खरं सांगायचं तर मी पण ते करत असते. अ, कित्येकदा काय होतं की <chuckles> अ, कित्येकदा काय होतं, की म्हणजे रात्रीचं जेव्हा नेट पॅक संपतो, तेव्हा मग आता करायचं काय आणि रोजची जी झोपायची सवय झाली आहे म्हणजे त्या टाईम शिवाय झोप येत नाही आणि मोबाईल पहायची खूप अ, म्हणजे डेंजर सवय लागलेली आहे मी म्हणेल. आणि ते पाहिल्याशिवाय झोप पण येत नाही आणि मग करायचं काय म्हणून मग ते कँडी क्रश ओपन करायचं आणि त्याच्यावर गेम्स सुरू करायची आणि मग काय होतं, की एक लेव्हल झाली का? मग ती एक उत्सुकता लागलेली असते, आता पुढची पण पार पाडायची वगैरे. मग असं करता, करता इतका टाईम जातो आणि मग काय होतं, की नंतर झोपेचाही कित्येकदा टाईम निघून जातो, जाणीव नाही होत, की किती टाईम झालाय, किती नाही ते खेळता-खेळता. आणि झोपेचा टायमिंग निघून गेला, की मग लवकर झोपच येत नाही.
अरे बापरे! <chuckles> हो. बरोबर. <laughs> अरे वाह! बरोबर. अगदी बरोबर. असं झ होत ना आपल्या बरोबर, की जेव्हा आपण दीड, 2:00, 3:00 वाजेपर्यंत फोन बघत बसतो कधी-कधी. त्यानंतर आपल्याला झोपच लागत नाही, तर अशा वेळेला काय करावं मग माणसानी?
हो.
म्हणजे कुठलं झोपेचं औषध घ्यावं का? काय गरम दूध प्यावं? काय करता येईल माणसाला?
अशा वेळी मला असं वाटतं, की त्यावेळी माणसाने गरम दूध प्यावं, त्याच्यात हळद टाकून थोडंसं. अ, त्याने काय होतं, की लवकर झोप लागते, झोप लागण्यासाठी मदत होते दुधाने. तर मला असं वाटतं, की दुधाचा उपयोग नक्कीच करावा आणि काही लोकांना सवय असते, की झोप येत नाही चहा जाऊन प्यायचं किंवा कॉफी प्यायचं. तर त्याने काय होतं, की त्याने अजून आपली झोप उडते. कारण त्याच्यात जे कॅफेन वगैरे असतं त्याने आपला ब्रेन स्टिम्युलेट होतो त्याने आपली झोप उडते. कारण की कित्येकदा असं होतं, की आपल्याला काम करायचं असतं आणि झोप येत असल्यावर आपण चहा पितो, जेणेकरून आपल्याला असं वाटतं, की झोप उडेल. तर कित्येकदा झोप येत नाही म्हणून पण चहा पितात. तर मला असं वाटतं, की त्यांनी ते बंद करावं आणि त्याच्या ऐवजी दूध घ्यावं हो.
हं. हो, तर हो ना. अगदी. पण आता असं होतं, की हे बघा, आपण सगळे आता WhatsAppवर आपले ग्रुप बनवणं तर सगळ्यांनाच आवडतं. आणि सगळ्यात कुटुंबांचे असतात, तुमचे पण असतील तुमचे पण फॅमिली ग्रुप असतील, त्याच्यात म्हणजे सगळ्यात म्हणजे तुमचा अख्खा जो परिवार आहे, तुमचे चुलते म्हणा, तुमचे काका-काकू, मामा-मामी सगळेच असतील त्याच्यावर. तर आता होतं कसं, की WhatsApp ग्रुप तर असतात. पण त्याच्यावर ग्रुप कॉल करणं, हा खूप कौतुकाचा विषय झालाय. ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणं, एक दुसऱ्याला बघून म्हणजे असं लोकांना वाटतं, की चला छान आपण भेटू नाही शकत एक दुसऱ्याला, बोलू तरी शकतो.
हो. हो, हो. हो.
पण होतं कसं, की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी रात्रीच होतात. म्हणजे आपण जरी ठरवलं, की मला 10:30 वाजता झोपायचंच आहे. तुमचा फोन वाजतो आणि तो तुम्ही उचलला आता बोलणं तर माणसाचं थांबत नाही. करता-करता दीड, 2 अडीच तास होतात, मग काय करावं अशा वेळेला म्हणजे, म्हणजे तुम्हाला वाटतं तुमच्याबद्दल होतं तुमच्या बाबतीत असं?
हो. हो.

अ, हो. अ, मला असं वाटतं, की असे जे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक आहेत, त्यांना खडसावून सांगितलं पाहिजे, की बाबा, टाईम पहा तू काय वाजले? कीती वाजले? आणि हो, किती वाजता कॉल करत आहे तुम्ही, हे पहा ना. जर ठीक आहे तुम्हाला टाईमपास म्हणून कॉल करायचा आहे, असाच कॉल करायचा आहे तुम्ही दिवसा करा किंवा एक अ, रिझनेबल वेळेत करा, जसं की 10:00 च्या आत करा. तुम्ही जर 12:00 वाजता कॉल करत आहे तर म्हणत आहे, की असाच कॉल केलाय, तर हे किती चुकीचं आहे. म्हणजे एखाद्याची झोपपण मोडते झोपलेलं असेल तर. तर अ, मला असं वाटतं, की त्यांना एकदा स्पष्टपणे तुम्ही खडसावून सांगितलं पाहिजे, की एकतर अ, वेळेत टाईम पाहून कॉल करत जा. अ, जर तुम्हाला बिना कामाचा कॉल करायचा आहे तर. आणि जर काही इम्पोर्टंट असेल तर मग केव्हाही रात्रीचा कॉल केला तरी चालू शकतो, कारण महत्वाच्या गोष्टींसाठी हो. त्यासाठी अव्हेलेबल होणं खूप गरजेचं आहे, जेव्हा महत्वाच्या गोष्टी असतील.
अं. हो ना. हो, वेळ बघा ना. अगदीच. हो ना. वाटेल तेव्हा करा.

हो, कित्येकदा होतं, काय होतं? अ, माझ्या इकडे कसं आहे, सगळ्यांचा टायमिंगच 10 नंतर सुरु होतो कॉल करायचा आणि <chuckles> आणि मग काय होतं, म्हणजे सगळेच कामात असतात. मग कामावरून घरी जायचं, स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे सगळं झालं की मग त्यांना वाटतं, आता निवांत झालो आणि मग सगळ्यांचे 10 नंतर कॉल सुरु होतात. व्हिडिओ कॉल सुरु होतात आणि अशामुळे काय होतं की त्यावेळी कॉल टाळता पण येत नाहीत, नाहीतर मग घरातल्यांना राग पण येतो. आणि अशावेळी हो, आणि बोलायचं जर थांबवलं तर त्यांना वाटतं की "एवढी काय कामात आहे की आमच्यासोबत बोलायला टाईम नाही." मग असं बोलता पण येत नाही. आणि मग त्यामुळे ते टॉ अ, कॉल तर थांबवताच येत नाही खरं सांगायचं तर आणि माझ्यासोबत तर असं खूपदा होतं. कारण काय होतं की माझे कॉलेजचे पण ग्रुप आहेत. शाळेत होती 10वी पर्यंतचे ते सुद्धा ग्रुप आहेत आणि फॅमिलीचेही ग्रुप आहेत खूप सारे. तर मग त्यांचं कसं असतं की एक वेळी फॅमिलीला आपण समजावून सांगू शकतो. पण मित्र-मैत्रिणी म्हटलं की त्यांना समजावणं खूप अवघड होतं. ते कसे म्हणणार अ, "काही नसतं ग, असंच-तसंच." असं करून-करून ते बरोबर पटवून देतात आणि बोलायलाच लावतात.
हो ना. <chuckles> राग येतो. हो, हो. हो ना. हो ना. हो. सगळ्यांकडे असंच असतं. हो ना.
हो, हो आणि मग त्यामुळे त्यांच्याशी बोलावंच लागतं असं होतं.
अगदी बरोबर आणि तुम्ही जर अ, तुम्ही असंही पाहिलं असेल की बरीच लोक जे नोकरी करतात. त्यांना बऱ्याचदा रात्रीसुद्धा ऑफिसमधून इमेल येतात किंवा ऑफिसमधून फोन येतात. तर काय म्हणजे त्यांनी काय करावं? ईमेल जर आली, तर ती लगेच पटकन उघडून बघायची गरज असते का, ती दुसऱ्या दिवशी सकाळीही बघता येईल? कारण ज्या माणसाने ती पाठवली त्यांना माहिती आहे की रात्रीची वेळ आहे आणि तो माणूस झोपला असू शकतो. तर काय वाटतं तुम्हाला?
हं. हो. अशावेळी मला असं वाटतं की जर इमेल आलाच आहे, खूपच महत्वाचा आहे आणि त्यावेळी आपण जर चुकून जागे पण असू, तर खोलून पाहायला काही हरकत नाहीये. पण जर आपण झोपलेलं असेल, तर ठीक आहे सकाळचंच पाहणं योग्य आहे उगाच आलाय मोबाईल वाजलाय म्हणून पाहणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं. आणि एकदा आपला ठराविक कालावधी झोपेचा झाला अ, जर काही-काही लोक 10 वाजताही झोपतात काही 12 वाजताही झोपतात. तर मला असं वाटतं जो झोपेचा जो कालावधी आहे त्या टाईममध्ये थोडंस नोटिफिकेशन वगैरे त्याचा व्हॉल्यूम कमी करून ठेवावा. कारण अ, काय होतं की त्याच्यामुळे झोप पण डिस्टर्ब होते आणि झोप मोडली की नंतर झोप पण येत नाही. आणि मला असं वाटतं की जर ऑफिसमधून मेल येतोय आणि तो पण रात्रीच्या अयोग्य वेळी येतोय तर मला असं वाटतं तो दुसऱ्या दिवशीच पाहिलेला केव्हाही योग्य. कारण ऑफिसमध्ये ऑलरेडी आपण हो, ऑफिसमध्ये आपण ऑलरेडी टाईम देतच आहे ना, तर अ, रात्रीचा मेल करणं चुकीचंच आहे मला असं वाटतं.
बरोबर. हो. केव्हाही योग्य आहे.

हो, कित्येकदा असं होतं की म्हणजे लोक रात्रीची झोपायचा टाईम झाला की मोबाईल हातात घेऊन बसतात. लोकच काय माझ्या हातामध्ये पण कित्येकदा असच होतं, की जेव्हा झोपायची वेळ होते, तेव्हा सगळेजण हातात मोबाईल घेऊन बसणार. इव्हन अ, टीव्ही पण लावून बसतात. टीव्ही लावणार, टीव्हीकडे कोणाचच लक्ष नसतं, सगळ्यांचं लक्ष मोबाईलमध्येच असतं. पण टीव्ही हो, पण टीव्ही एक लावायची असते ती रोजची सवय झाली म्हणून. कित्येकदा तर मी म्हणत पण असते, की "टीव्ही तरी बंद करा एकतर मोबाईल पहा, नाही तर टीव्ही पहा." पण नाही, सवय झाली. माझी आई काय करते टीव्ही लावून ठेवणार, पाहणार नाही पण तिला एक अ, म्हणजे घरात टीव्ही चालू आहे एवढं आहे बस आणि हातात मोबाईल घेऊन बसणार आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो असं नाही की अ, कोणीतरी टीव्ही पाहतंय पण अ, म्हणजे फोनची इतकी त्यांना सवय झालीये सर्वांनाच आता खरं सांगायचं तर, की फोन शिवाय कोणी राहूच शकत नाही असं वाटतं केव्हा-केव्हा.
हं, हं. अरे बापरे! <laughs> मोबाईलमध्येच असतं. हो ना. टीव्ही पास. अरे बापरे! <chuckles> हो ना.